काम करण्याची जागा म्हणजे वर्कस्पेस आणि तो कसा कार्यक्षम बनवायचा, हे आपल्या कौशल्यांवर अ, निर्भर असतं असं म्हणता येईल. आपण घरात काम करत असाल, ऑफिसमध्ये असाल किंवा फ्री अ, कुठे दुसरीकडेही काम करत असाल, तर योग्य वर्कस्पेस जी असते ना, ती मनाची स्वच्छता आणि लक्ष केंद्रित आणि उत्पादकता वाढवतो असं म्हणता येईल. तर मग कार्यक्षम वर्कस्पेस तुम्ही कसा तयार करता?
हो. कार्यक्षम अ, वर्कस्पेस म्हणजे, आपले जे बेसिक बसण्याची अ, हे असते काय म्हणतात पोझिशन असते. हां. ती म्हणजे ते सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की आपण सगळ्या सेटअप करणार, पण बसायला जर व्यवस्थित अ, वरती खालती झालं. तर अ, सगळंच बिघडतं ना, म्हणजे मग पाठ दुखणं, अ, पाय दुखणं, हां, हां. हो. मग वर्कस्पेसमध्ये पहिल्यांदा मी अ, पाहिलं, की मला बसायला कुठली खुर्ची आणि अ, टेबलची हाईट ह्या गोष्टींवरती मी पहिलं काम केलं होतं.
जागा. हां, हां. अरे वाह! हां. हो. दुखणे लागतात असं म्हणता येईल. हां. हो. हां. हां. अरे वाह! अ, मग फक्त टेबल-खुर्ची, की काही अजून त्यात अ, ॲड केलं तुम्ही म्हणजे नेमकं कसं तुम्ही सेटअप लावला?
हं. अ, खुर्चीमध्ये मला अ, हातावरती अ, म्हणजे हात ठेवायला वगैरे नको हवे होते. म्हणजे कसंही कुठूनही बसलं लेफ्ट म्हणजे उजव्या-डावी उजव्याकडून आलो आणि डावीकडून आलं कसंही असलं तरी घर छोटं असतं ना म्हणजे त्यांनी जागा जाते. परत ते हात वगैरे लावले तर अजून मग अ, खुर्ची टेबलाखाली जात नाही असं प्रॉब्लेम्स होत होते. मग त्या गोष्टीची गरज पण नाही आहे तर तशा तशी खुर्ची घेतली पण ती गोल फिरते ना ती हां, तशी घेतली. म्हणजे कसंही अ, फ्लेक्सिबिलिटीनी अ, फिरता येतं. कारण की एखादी बसलेली खुर्ची असते ना, तर मग त्यासाठी तसंच उठावं लागतं ना, म्हणजे अ, जी फ फिरत नाही. तो एक अडचण बघितली मी त्या प्रॉब्लेमचा. मग त्यामुळे मग ती फिरणारी खुर्ची, पण हात नको असं. आणि त्यातले पण छोटे, एकदम मोठे असतात बघा राजेशाहीवाले, <chuckles> तसे नाही घ्यायचे. म्हणजे घरात त्याची गरज नाहीये. म्हणजे ऑफिस वगैरे असेल तर ठीक आहे हरकत नाही. पण घरात आपली जागा छोटी आहे त्याप्रमाणे बेसिकली खुर्ची आपल्याला ह्याच्यासाठीच पाहिजे ना की पाठ आपली अ, हां पाठीला आपला कणा व्यवस्थित राहिला पाहिजे. व्यवस्थित अ, काय म्हणतात ना आपण कसं प हो, हो मग आपण ते कसं पण असं वाकडं-तिकडं असं थोडंसं काय म्हणतात ना झुकून वगैरे बसायला लागलो की मग अ, मोठ जास्त लांबीचं काम आपण करू नाही शकणार.
हां. हां. हो. हो. हां. अरे वाह! हो, हो. हं. हो. ओ. हो. हो, हो. <chuckles> हां. अगदी बरोबर. आराम मिळला पाहिजे. हो, म्हणजे ताठच बसलं पाहिजे म्हणताय. हो. हो. अगदी बरोबर. हो. अ, मग तुम्हाला म्हणजे काही त्रास होता, झालेला सुरुवातीला म्हणून तुम्ही हे सगळं सेटअप लावलं का? म्हणजे का अ, काय अनुभव होता की हे सेटअप लावावं लागलं? <chuckles>
हो, हो. म्हणजे अ, COVIDच्या आधीपासूनच, म्हणजे मला कसं बऱ्याच वेळ अभ्यास किंवा अ, बराच वेळ अ, एखादी कामं असे म्हणजे भले एक अ, अ, ऑ हां, ऑफ हां वाचन असेल, अभ्यास असेल, अ, प्रोफेशनल एक्झाम्स असेल, असाइनमेंट्स असेल, तर त्या गोष्टीसाठी नेहमी मी तो एक छोटे टेबल्स येतात बघा मांडी घालून बसता येतं आपल्याला आणि एक टेबल असतो नुसता असा. असे घेऊन बसायची. तर मग त्याने आपले पाय आणि पाठ आपण वाकतो ना असं, तर ते अ, जाम दुखत होतं. लांब, लांब आपण एवढं काम करतोय आणि त्यानी हालत होत होती. आणि मग नंतर लॅपटॉपचा पण जरा कंटाळा यायचा की लॅपटॉपला लिमिटेशन्स आहेत. अ, म्हणजे जे प्रोसेसिंग आपल्याला डेस्कटॉपमध्ये भेटतं, ते लॅपटॉपमध्ये तेवढं होत नाही अ, तेवढं नाही आहे असं मला जाणवलं बऱ्याच गोष्टीमध्ये मला डेस्कटॉप बरा वाटू लागला आणि त्यामुळे मग एक प्रॉपर अ, ऑफिससाठी जसा सेटअप करतो, तसं अ, सेटअप घरी असं म्हणजे माझ्यासाठी करायचं ठरवलं कारण की माझं नेहमीच असं काही ना काहीतरी चालू असायचं.
हां. वाचन वगैरे का? हां. हो, हो. हां. हो. हां. हो. हां. अच्छा. हो, हो. <chuckles> फारच सुंदर म्हणजे. अ, मग आता तुम्ही मला अ, तुमचं जे काही वर्कस्पेस आहे, त्यामध्ये कोणती 3 गोष्ट सर्वात महत्वाची आहे ते सांगू शकणार का? म्हणजे ज्या शिवाय तुमचं काम स्लो डाउन होतं म्हणता येईल.
हं. अ, म्हणजे अ, माझं मी तुम्हाला बोलली खुर्ची टेबल आहे. टेबल असा फिक्स बनवलाय. अ, ह्याच्या भिंतीला लावून एक असा अ, ज्या हाईटला मला बरोबर पडेल अशा हाईटचा टेबल बनवलाय आणि त्याच्यावरती आपला डेस्कटॉप कॉम्प्युटर आहे. अ, आणि त्या डेस्कटॉप कॉम्प्युटर बरोबर जे कॅमेरा असेल, माईक असेल किंवा मी डिजिटल नोट्स काढते. त्यामुळे जो अ, रायटिंग पॅड आणि इलेक्ट्रॉनिक पेन आहे हां. ह्या गोष्टी अ, मला पाहिजेलच असतात आणि अ, नोट डाउन कधीतरी अचानक काहीतरी माहिती मिळते. त्यामुळे अ, एक पेनचा स्टॅड आहे आणि त्याच्या बाजूलाच थोडेफार कागदं आहेत.
हां, हां. हो. हां. हो, हो. टचपॅड. हां. हां. हो. हां, म्हणजे तुम्हाला एक म्हणता येईल की स्वच्छ टेबल हवा, चांगला प्रकाश हवा आणि अ, सायलेन्स म्हणता येईल शांतता लागेल ना, कामासाठी असं. कंप्लीट अ, साउंडलेस असं म्हणता येईल. तर मग हां.
हं, हं. हो, हो, हो. हो, म्हणजे त्या गोष्टी, तर एक्स्ट्रा झाल्या. म्हणजे अ, अ, घर माझं आत असल्यामुळे थोडा प्रकाश बाहेरचा प्रकाश, नॅचरल प्रकाश नाही आहे. तर घरी असे लाईट्स लावून ठेवले आहेत अ, की कामाच्या वेळेला ते लाईट्स नेहमी असतात हां. म्हणजे अंधारात आपण काम करतो त्यामुळे मग डोळे वगैरे त्रास होऊ शकतात. उजेडात ती
हां. हां. अरे वाह! छान. हां. हो. मग तुम्ही डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही अ, ते वापरतात का? ते बघा चष्मे येतात, यूव्ही अ, ब्लू लाईट रिफ्लेक्शन, यूव्ही लाईटचे तसं काही?
अ, ते अ, करण्यापेक्षा कारण की प्रत्येक वेळा चष्मा कुठे अ, घेणार किंवा हरवणार ना तो कधीतरी इथे तिथे जाणार, पडणार. त्यापेक्षा डेस्कटॉपमध्येच आपलं नाईट मोड अशी सिस्टम असते.
हां, हां. हो. अरे वाह! छानच.
हं, म्हणजे त्यांनी थोडसं अ, म्हणजे जेवढं तीव्र एरवी येतात डो स्क्रीन एकदम पांढरी शुभ्र डोळ्याला त्रास देते त्यापेक्षा थोडंसं अंध अ, नाईट मोड केलं की तो सौम्य होऊन जातो प्रकाश.
हो. अरे वाह! फारच छान. खूप सुंदर आयडिया आहे. पण मग माणूस काम करताना ना अ, मटेरियल वाढवत जातं. तुलाही मा म्हणजे तुम्हालाही माहीत असणार की वायर्स, नोट्स म्हणजे गॅजेट्स मग चार्जर्स. मग ते व्यवस्थित ठेवण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असते म्हणजे तुम्ही कसं ते व्यवस्थित ठेवता?
हं. हो, हो, हो. <chuckles> हं, हं. माझ्या अ, कॉम्प्युटरवरतीच माझा एक अ, मी शेल्फ बनवलाय. एक क्लोज शेल्फ बनवला आहे आणि एक ओपन शेल्फ बनवला आहे. म्हणजे अ क्लोज शेल्फमध्ये मीच काय मला हवंय ते ठेवणार आणि ओपन शेल्फ मध्ये माझं काही दुसरं असेल अ, बाहेरचं पत्र वगैरे आले, कुठले कुरिअरने माझे बुक्स वगैरे आले तर सगळे कोणीही तिथे त्या स्पेसमध्ये, म्हणजे ठेवू शकतो. ती गोष्ट मी आठवड्याला, 2 आठवड्याला साफ करत असते म्हणजे काय पाहिजे काय नको असं म्हणजे एक परमनेंट शेल्फ आणि एक अ, नेहमी अ, काय म्हणतात ना अ, तात्पुरतं ठेवतो अशी अशी रचना ठेवलेली आहे. जेणेकरून अ, त्या म्हणजे अनवॉन्टेड गोष्टी पण थोड्या दिवसांपुरत्याची गोष्ट असते ना कधीतरी एखादं इन्व्हिटेशन आलेलं असतं. मग ते काय आता काम नसतं ना 2 आठवड्यानंतर त्याचे काही काम नाही. मग अशा गोष्टी तिकडूनच बाहेर लगेच काढता येतं. अ, मग मध्ये मिक्स नाही झाले पाहिला अशा गोष्टी.
अरे वाह! छान. हां. हां, हां. हं. हां, हां. हो. अरे वाह! हां. हो. अरे वाह! सुंदर! म्हणजे अ, ड्रॉवर वगैरे मध्येही आपण ठेवू शकतोय त्या टेबलच्या असं म्हणता येईल. अ, मग तुमचं हे जे काही अ, तुम्ही टेबल-खुर्चीचा हा काही म्हणजे हा खर्चच झाला असाल म्हणजे असेल ना तुमचा मग तो खर्च कसा कमी करावा? और काय म्हणता येईल की काही साध्या गोष्टी अ, सुचवणार का तुम्ही की वर्क प्रॉडक्टिव्ह बनवू शकतो अजून आपण त्या वापरून?
अ, हळू-हळू अ, गोष्टींचा गरज म्हणजे आपल्याला लगेच असं बसलो म्हणजे मी कसं बोलले आधी टेबलावर छोट्या करत होतो. मग जसा गरज पडत जाते, तसा-तसा आपल्याला अ, आपला म्हणतात ना डोक्यामध्ये साचा निर्माण होतो की अच्छा मला असं हवं आहे, हे असेल तर बरं होतं आहे. आणि मग अ, जर हळू-हळू असेल तर मग एक-एक गोष्टी आणणार. पण मग मला एक रिअलाईज झालं की प्रॉपर ऑफिससारखंच थोडंसं बनवलं तर काम पण सुरळीत होईल आणि व्यवस्थित अ, जे काही करता येईल ते व्यवस्थित करता येईल. मग ते प्रॉपर प्लॅन आणि आपली जागा पण कशी घरातली छोटी असते ना शहरांमध्ये तर मला माझ्यासाठी एक कॉर्नर आहे मला तो कॉर्नर व्यवस्थित करायचा होता. म्हणजे एक भिंत आहे अ, खिडकीजवळची. तेवढा भाग अ, मला आहे अ, माझ्यासाठी. तर तिथे बसण्यापेक्षा मी तिकडे तो व्यवस्थित प्लॅन करून एंड टू एंड वरती पर्यंत कप्पे वगैरे. लेफ्टला पण माझी जागा आहे टेबल पण जरासा अ, दरवाज्यापर्यंत आहे. लेफ्ट साइडला काय पुस्तकं वगैरे असेल तर ते पण ठेवता येतात. एवढी बाजूला लेफ्ट साइडला जागा आहे आणि किती वेळा असं होतं ना आपण बसल्या-बसल्या खातो पितो वगैरे असं पण होतं. मग उजव्या बाजूला एक ठरवलं आहे की खाण्यापिण्याचं काही पण ठेवायचं तर ते ह्याच ठिकाणी ठेवायचं. त्याच्याहून पुढे येता कामा नये. म्हणजे माझे बाकीचे कागद वगैरे जे महत्वाचे आहेत लेफ्ट साइडला अ, हां म्हणजे डाव्या साइडच्या सगळ्या गोष्टी सुरळ व्यवस्थित राहणार. त्याला तेल किंवा सॉस वगैरे आपलं कधी-कधी लागतं ना खाण्यापिण्यामध्ये, तशा गोष्टीने त्रास नाही झाला पाहिजे. म्हणजे असं विभाजन केलं आहे टेबलाचं सुद्धा मध्ये कॉम्प्युटर त्यामुळे अ, सगळं हे बॅलन्स होतं. खाणं पिणं पण कधी अ, आपण कधी-कधी कामामध्ये कसं अडकून राहिल्यावर कधी-कधी हातातच सगळं येतं ना कधी-कधी मग ते तिकडेच त्या गोष्टीमध्ये जागेवर असं.
हां. हो. हां. अगदी छान! हो. हां. अरे वाह! फारच छान. हां. हो. हां. हां. अगदी बरोबर. हां. अरे वाह! फारच सुंदर. हां. हो. अगदी छानच. म्हणजे हाताला अ, जे कामाला आहेत त्याच वस्तू जवळ ठेवायच्या आणि जे नाही ते अ, बाजूला ठेवायचं हां, म्हणजे आणि एखादी कचराकुंडी वगैरे ठेवली असणार ना जवळ? <chuckles> कचरा होतोच हो. <chuckles>
जरा बाजूला. हो हं. हो. खाली आहे. <chuckles> हो, म्हणजे पेपरचा नाही म्हंटलं तरी खा खाण्यापिण्याचा थोडासा होतो, पेपर पण आपले कितीतरी येत असतात, आपण बऱ्याच गोष्टी लिहितो वगैरे आणि नंतर त्याचं काम झालेलं असतं. म्हणजे मी प्लॅनिंग वगैरे पण करते ना दिवसाचे 3 गोष्टी अशा समोर लिहून ठेवते आणि अ, म्हणजे जे आज महत्वाच्या 3 गोष्टी करायच्या आहेत त्या अशा लिहून ठेवते समोर कागदावरती. फुट्टा पुट्टे आहेत माझ्याकडे थोडे स्टिकी नोट्स म्हणतो ना तशा प्रकारचे. मग ते रोज समोर दिसले की मला ह्या गोष्टी करायच्यात महत्वाच्या 3 गोष्टी. झालं की दुसऱ्या दिवशी ते बाजूला. म्हणजे द मग असे छोटा-छोटा कचरा बनत असतो, टेबलावरती काहीतरी आलं, एन्व्हलप आलं वगैरे. मग ते तुम्ही म्हणता तसं छोटसं अ, डब्बा आहे ह्याच्यामध्ये कचराकुंडीसाठी.
हां. हो. हां. हं, हं. अरे वाह! फारच छान. हो. हां. पण मग ही वर्कस्पेस फक्त म्हणजे फिजिकल नसून इमोशनल ही असते ना आपली. म्हणजे तुम्ही मूड अपलिफ्टिंग साठी काय तिथे अजून ॲड करता जसं की कोणी काही उम लिहून ठेवता असं की ज्याच्याने नेहमी आपल्याला, छान वाटेल किंवा मग कोणता रंग वापरतात त्या अ, एरियात तेवढ्या वर्क स्पेस मध्ये? की ज्याच्याने तुमचं मन शांत राहील.
हो, हो. हं. रंग वगैरे पेक्षा मला साफ राहिलेलं, म्हणजे कमीत कमी गोष्टी टेबलावर असेल ना, ते मला बरं वाटतं. म्हणजे मी असं एक्स्ट्रा काहीच त्याच्यावरती लावायला वगैरे बघत नाही. म्हणजे मोकळं जेवढं ठेवता येईल अ, थोडे बॅकअपला वगैरे गोष्टी लागतात, जागा लागते सारखी, म्हणून मी त्याच्यात एक्स्ट्रा असं काही करायला बघत नाही. हां, पण एक तुम्ही म्हणतात ना आपल्याला अ, स्फूर्ती देण्यासाठी आपण उत्साह देण्यासाठी म्हणजे मला गणपती बाप्पा आवडतो तर त्याचा एक छोटासा अ, फोटो आहे डेस्कटॉपच्याच बाजूला, म्हणजे कुठलंही कार्य सुरु करताना त्याच्याकडे मस्का मारून सुरू करू शकतो. "अरे बाबा चल करूया."
अरे वाह! छान. अरे वाह! छान. हां. हां. <laughs> अरे वाह! फारच सुंदर! आणि मग, म्हणजे असं काही तुम्हाला सवय आहे का हो की आता कोई कोणी ना अरोमा कॅन्डल लावतात बघा सुगंधित, अ, मेणबत्त्या वगैरे किंवा मग अगरबत्ती लावून बसतं किंवा मग म्हणता येईल की रूम फ्रेशनर वापरतात तसं काही?
हो. हो, हो. हो, हो, हो. हं. हां. हां. अ, अ मला म्हणजे जागा स्वच्छ ठेवते आणि आपण जे अ, साफ-सफाई करताना थोडेफार अ, अ, म्हणजे अ, सुवासाचे गोष्टी असतात ना, त्यांनी साफ-सफाई करते. तेवढीच काय ते सुवासीक. कारण की असं काय अरोमाचं वगैरे लावायला गेलं ना की म्हणजे कागद आहेत ना मोस्टली अभ्यासाचे, कागदाचे, कामाचे, भरपूर कागद आहेत. आणि आपले सगळे इलेक्ट्रॉनिक आयटम्स भरपूर आहेत. माझे म्हणजे कॅमेरा, माईक आहे, अ रायटिंग पॅड आहे, इलेक्ट्रॉनिक पेन आहे, बॅकअपचे ड्राईव्हज वगैरे आहेत, कॅल्क्युलेटर आहे. बरच काय-काय टेबलावरती पसारा असतो. मग त्यामुळे अशा अ, गोष्टी म्हणजे आई पण किती वेळा एक गणपती आहे ना म्हटल्यावरती असं होतं, अगरबत्ती येऊन लावायला बघते ना, नको नको तेवढं नको, ते पोहोचतं आपल्याला फुलं टा अ, फुलं वहा, ते चालेल म्हणजे हां.
हां, हां. हां. हो. हो. हो. पण अ हां. <laughs> हां. हां. हां. बरोबर आहे. वासही येईल आणि त्याला गणपतीला वाहिलं जाईल असं. मग अ, आता हे तुम्ही जसं म्हटले की आई येते, वगैरे मग अशा वेळी काही असं व्यत्यय येतं का, की लहान मुलं घरात आले किंवा आई-वडील त्यांच्यामुळे काही रूटीनचे हे होतंय, व्यत्यय येत आहेत. ते कसे कमी करायचे?
हां. हो. अ, सहसा घरात पाहुणे म्हणजे अ, जाणं-येणं तर होतं, सकाळच्या वेळेला अ, आणि संध्याकाळच्या वेळेला. अ, थोडंसं जाणं-येणं होतं. मग तेव्हा मी माझी रूटीन पण अशीच प्लॅन करते कामाची की जो दुपारचा वेळ असतो म्हणजे अ, एकदा सकाळचं अंघोळ पाणी झालं, की मग जाता-येताना म्हणजे खिडकी माझ्याजवळ आहे ना सगळं आपण जे कपडे वगैरे सुखत घालतो सगळं, तर ती जाता- येता व्यत्यय थोडासा असतोच. म्हणजे की चु घर छुट छोटंसं आहे, त्यामुळे तसं प्लॅन केलेलं बरं असतं. कामं पण मी तशीच प्लॅन करते. मी जे अपॉइंटमेंट पण देते, ऑनलाईन वगैरे जे अपॉइंटमेंट असतात मीटिंगचे. तर ते पण मी असेच अ, मॅनेज करते की ते ह्या शेड्यूलमध्ये म्हणजे एकदम सकाळी आणि एकदम रात्री नाही घेत.
हां. हो, हो. हं, हं. अरे वा! अगदी सुंदर. म्हणजे तुम्ही एकूणच म्हणता येईल की अ, छोट्या जागेत खूप छान मॅनेज केलंय तुमचं वर्कस्पेस एकदम आणि कार्यक्षमताही वाढवली त्याने तुमची. ह हो.
आणि मुला हो, हो, हो. आणि मुलांनाही अ, त्याचं कौतुक वाटतं. आपण सगळं एवढं छान अरेंज केलेलं असतं ना? त्यांना पण असं, "अरे काय, हे काय? ते काय?" असं असतं. पण नाही, त्यांना थोडंसं द्यायचं आणि बाजूला करायचं असाच प्रयत्न असतो. <chuckles> अगदी महत्वाचे हं.
हो. अरे वाह! खूप सुंदर म्हणजे वर्कस्पेस म्हणजे फक्त जागा नसते. ती आपल्या उद्दिष्टांची एक पायाभरणीच असते. ते अ, ते व्यवस्थित आणि अ अ न चांगलं राहिलं की आपल्याला आपली कार्यक्षमता वाढते. खूप छान वाटलं तुमचा हा सगळा रुटीन वेळापत्रक ऐकून. म मी ही आता हे छोटे-छोटे काही बदल करेल माझ्या कार्य अ, कार्यक्षम वर्कस्पेसमध्ये. अ, तुमचे खूप, खूप आभार तुम्ही एवढं छान मला आयडियाज दिल्या त्याबद्दल. नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.
हो. बरोबर. पुन्हा भेटू नक्कीच. धन्यवाद.